हं, हं.
आणि मग घरच्यांची सगळ्यांची वाट लावतो. कारण मी हां. हां. आजोबा, आजी, सगळ्यांची वाट लावतो. आणि मी याच्यावरून खूप ऐकलं आहे, की आम्ही रात्री पण झोपायचं नाही, दुपारी पण झोपायचं नाही, मग आम्ही कधी झोपायचं, पण
मग कसं झोपवतात? अरे बापरे! आजी आजोबा गेली हो. <chuckles> <chuckles> बापरे! <chuckles> अरे बापरे!
हो, कारण तो झोपतच नाही अहो. तो दु मग मी त्यांना माझ्या मैत्रिणीचं उदाहरण दिलं. म्हटलं, "हे तर ठीक आहे", म्हटलं. "माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, ती मुलगी रात्रीही झोपत नाही."
अरे. मग झोपतो तरी केव्हा हो.
ती सकाळी. सकाळी, म्हणजे एक 12:00 वाजता वगैरे हां दुपारी. 12:00ला झोपून 5:00ला ती उठते मुलगी.
अरे. हं. हां, हां.
आणि नंतर संध्याकाळी 5:00 वाजल्यापासून रात्रीच्या 12:00 वाजेपर दुपारच्या 12:00 वाजेपर्यंत, दुसऱ्या दिवशी दुपारच्या 12:00 वाजेपर्यंत, ती मुलगी जागी असते.
अरे बापरे, खूपच डेंजर आहे.
म्हटलं, "तिच्या आजी आजोबांनी आणि तिच्या आई बाबांनी काय करायचं?"
अरे. <laughs>
आपलं, मग ते म्हणाले, "नको बाई आपलं बरं आहे जाऊदे, नको झोपु दे दुपारी." <laughs>
बरं आहे ना, म्हणा मग तुमचं खरंच. म्हणजे किती संघर्ष लागतात हो ह्यांना समजवायला. का असं नाही, तसं करा. म्हणजे तरीही ते लोकं ऐकत नाही आणि आप तरी त्यांच्या मागे आपण आपलं पूर्ण डोकं माग करा, तरी ऐकत नाही. बापरे!
प्रचंड, प्रचंड. मग मुलं तर मुलं ऐकत नाहीत. आणि हे तर, हे पण ऐकत नाहीत.
हे मोठे पण ऐकत नाही. <chuckles> काय करायचं? मग मला असं सांगा ना, मग तुम्ही असं काय प्रॅक्टिकल टिप्स द्याल हो? म्हणजे ते पालक हे जे आता ऐकत आहे, जे लोकं, असा सल्ला वगैरे तुम्हाला द्यायचा असेल, तर पालकांना त्या काय सल्ला द्याल? नाही का, पहिले छोटे-छोटे प्रयोग करा, नंतर मग आणि स्वतःला किती तुम्ही संयमित ठेवायचं? असं सांगता येईल तुम्हाला.
<laughs> हं, हं. खूप.